सोशल मीडियाचा आपण जवळपास सगळेच जण वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो आणि तो आपल्याला करावा पण लागतो. तर अशाच सोशल मीडियावर मग कधी असं होतं ना, की आपल्याला ऑनलाईन कुठल्या गोष्टी शेअर कराव्या किंवा कुठल्या गोष्टी शेअर करू नये? तर तुमचं असं काय मत आहे की कुठल्या गोष्टी आपण जवळपास शेअर करू नयेत आणि नाही कराव्यात तर का?
हो, बरोबर. अ, खूपच सुंदर प्रश्न आहे हा. अ, मला असं वाटतं, की जिथे-जिथे पैशांचे व्यवहार होत असतात किंवा आर्थिक व्यवहार होत असतात. याच्याशी रिलेटेड याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी अ, उदाहरण द्यायचं झालं तर आधार कार्ड किंवा पॅनकार्ड अ, किंवा खाते नंबर किंवा एखादा ओटीपी आलेला असतो. हा अ, कोणाशीही आपल्याला शेअर करायचा नाही. अ, हे खूप म्हणजे आरब आरबीआयसुद्धा आपल्याला हे सांगत असते नेहमी, नेहमी. अमिताभ बच्चन साहेब त्यांच्या ॲड्स मधून सांगत असतात आणि वेगळ्या-वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला अशा सूचना नेहमी, नेहमी मिळतच असतात. तर मला असं वाटतं, की अ, आर्थिक गोष्टी अ, यांच्याशी निगडित असलेली कागदपत्रं कधीही कोणाशीही शेअर करायची नाहीत. याच्या व्यतिरिक्त तुमचे माझं असं मत आहे, आजकाल सर्रास आपण अ, आपले फोटोग्राफ्स किंवा अ, व्हिडिओज आपल्या स्टेटस ला ठेवत असतो, नाही का. आपल्यापैकी सगळ्यांनाच आवडतं ते. पण कधी असा विचार केलाय का? की कोणीतरी वॉच ठेवतय, भारतामध्ये अजूनही अ, जनरल डेटा-प्रोटेक्शन एक्ट ज्याला आपण जीडीपीए किंवा जीडीपीआर म्हणतो अ, तो तेवढ्या प्रमाणात अ, कायदा इतका स्ट्राँग नाही आहे, असं माझं मत आहे. बाहेरच्या देशांमध्ये अ, खाजगी माहिती खूपच प्रमाणामध्ये अ, कडक बंधनांमध्ये असते. खूप शिस्त आहे तिकडे. त्या प्रमाणात भारतामध्ये
हां. बरोबर, हां. हं, बरोबर, हां. हं. बरोबर. अगदी. हो, हो. थांब. हं. बरोबर. नक्की, हां. ठेवतो. हां. नक्कीच. हं. म्हणतो. हां. बरोबर, नक्की. माझ्यासारखं तुम्ही सांगितलं, की बाहेर देशात खाजगी माहितीसाठी खूप कडक नियम आहे तर अ, त्याबद्दल काही सांगू शक शकाल का? म्हणजे नेमकं कसं आणि का? किंवा भारतात आणि बाहेरच्या देशातला फरक काय आहे?
हो, नियम आहेत. हो. अ, हो. अ, अ, अ, सगळ्यात आधी मला हे सांगायला नक्कीच आवडेल, की जी-डी-पी-आर, जनरल डेटा प्रोटेक्शन राइट्स ज्याला आपण खाजगी माहितीचा अधिक खाजगी माहितीच्या अधिकाराची सुरक्षा अ, हा आपल्यापैकी प्रत्येकाचा अधिकार आहे. बाहेरच्या देशांमध्ये आणि खास करून युरोपियन अ, जे देश आहेत, या देशांमध्ये जी-डी-पी-आर खूपच कडक आहे आणि म्हणूनच तिथं कोणाचीही वैयक्तिक माहिती अ, आपण एवढ्या सहसा घेऊ शकत नाही किंवा मागू शकत नाही. पण भारतामध्ये याच्या अगदी विरुद्ध चित्र दिसतं. अ, आपण सर्रास आपले अ, कागदपत्र जे आहेत ते सोशल मीडिया मार्फत किंवा अगदी अ, नकळत अ, निष्काळजीपणे आपण इतरांच्या स्वाधीन करत असतो. अ, तर ही एक गोष्ट अशी आहे जिथं खरंच लक्ष देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
हं. अच्छा. तरी का. ओके, हां. हं. अच्छा. अच्छा. हं. हां, हं. हं. बरोबर. शेअर करतो, हं. हं. बरोबर मग आह, तर मॅडम असं एखादं, उदाहरण सांगाल का की म्हणजे आता, जसं तुम्ही सांगितलं, की आपले डॉक्युमेंट्स वगैरे, आपण शेअर करतो. तर, असं काही एखादा किस्सा वगैरे, आहे का? जवळपास कोणासोबत घडलेला, की त्यांनी, आपले डॉक्युमेंट्स शेअर केले आणि मग, त्यांच्यासोबत काही गरव गैरव्यवहार झाला असं काही?
हो. अ, हो ना, अगदीच डॉक्युमेंट नाही, पण बघा अ, काही वयस्कर असतात जे रिटायर्ड पर्सनल्स असतात. त्यांना ऑनलाईनबद्दल किंवा हे, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्याबद्दल एवढी जास्त माहिती नसते हो. आणि नेमका, हाच फायदा हॅकर्स उचलतात आणि अ, त्यांच्याकडून गोड बोलून किंवा फसवून अ, एखादा ओ-टी-पी घेतात आणि मग, नंतर कळतं, की कोट्यवधींचं, जे अकाउंट आहे ते क्षणात रिकामं झालं. ज्याला आपण सायबर चोरी म्हणतो. अ, तर हे एक अशी म्हणजे अशी बरीचशा घटना, आता सायबर क्राईममध्ये रजिस्टर होत आहेत. आणि अ, हे सुद्धा, याचीच उदाहरणे आहेत, की आपण, ऑनलाईन या गोष्टी शेअर करू नयेत. असं वारंवार, सांगत असतानासुद्धा, आर. बी. आयकडून सांगितलं जात असतानासुद्धा, त्या सूचनांचं आपण पालन करत नाहीत आणि त्याचा, परिणामस्वरूप आपल्याला खूप मोठं नुकसान अ, झेलावं लागतं, हे त्याचं उदाहरण म्हणता येईल.
हं. बरोबर, हां. बरोबर. हं, हं. हं. हां. नुकस चालेल, चालेल. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. हं. अगदी योग्य. बरं, अगदी. हो. अगदी, म्हणजे खूप छान सांगितलं, की म्हणजे आपल्या समाजामध्ये काही वयस्क मंडळी असतात, त्यांना इतकंसं म्हणजे हे, डिजिटलाइज नॉलेज नसतं, मग त्याचा असा लोकं गैरफायदा घेतात. तर, मग तुम्हाला काय वाटतं? जसं की आपण काही अकाउंट्स वापरतो, म्हणजे सोशल मीडियावर तर, बरेच लोकं म्हणजे, स्वतःचे फोटोज किंवा असं काही पर्सनल शेअर करते, तर म्हणजे आपल्या स्टोरी किंवा स्टेटसला लावतात. तर म्हणजे काय स्टोरीमध्ये लावावं किंवा काय लावू नये, तर तुमचं, वैयक्तिक मत काय आहे याबद्दल?
हो ना. हो. हो. हो, हो. अ, अ, कसं आहे? जेव्हा आपण आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर किंवा नातेवाईकांमध्ये आपले फॅमिली ग्रुप्स वगैरे असतात. तिथे एखादा विनोद किंवा चांगले विचार शेअर करायला काहीच हरकत नाही. पण अ, फोटोग्राफ्स आपले फोटोग्राफ्स किंवा अ, बऱ्याच वेळेला रिपोर्ट्स कोणी पाठवत असतं. हेल्थ रिपोर्ट्स असतील किंवा अ, फॅमिली फोटोग्राफ्स असतील किंवा अ, इतर अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलेल्या कधीही चांगल्या असतात. पण आपण हे अ, सोशल मीडियावरती टाकतो, विशेष करून Facebook म्हणा किंवा Instagram. तर अ, अशा वेळेला अ, मला असं वाटतं, की या सगळ्या अ, फोटोग्राफ्सचा म्हणा किंवा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी अ, काही जे इंटरनेट सायबर अ, अ क्रिमिनल्स वाटच पाहत असतात आणि ते आपल्या अज्ञानाचा अगदी फायदा घेतात आणि आपल्याला अडचणीत आणू शकतात. म्हणून अशा गोष्टी अ, ऑनलाईन शेअर करणं किंवा अ, ऑनलाईन टाकणं आपण थोडंसं कमी करायला हवं किंवा याच्याबद्दलची जागृती आपल्यामध्ये येणं, खरंच खूपच अ, गरजेचे आहे.
हं, हं. हं, हं. बरोबर, हां. बरोबर. हं. जी. हं. बरोबर. हं. बरोबर, ओके. बरोबर. हं. बरोबर, हां. खरंच तुम्ही खूप छान सांगितले, म्हणजे आपण कुठल्या गोष्टी आपल्या स्टोरीला ठेवायला पाहिजे किंवा कुठल्या नाही? जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आपण हे जसं आपलं सोशल मीडियावर शेअर करत असतो. तर कुणीतरी आपल्याकडे बघत आहे पाहा ही भावना, आपल्या मनात असते किंवा असायला पाहिजे. तर याबद्दल थोडं उघडपणे सांगू शकाल का परत?
हो. हो, हो. अ, कसं आहे की मी जसं सांगितलं तसं. सायबर अ, क्राई क्रिमिनल्स, ज्याला आपण सायबर चोर म्हणतो. अ, ते तुमच्या डेटावरती टपलेलेच अ, असतात बरं का. अ, समजा उदाहरणार्थ आपण एखादा फोटो टाकला आहे, तिथे आपलं लोकेशन ॲटोमॅटिक अ, गेलेलं असतं किंवा इतर काही माहिती गेलेली असते. मग अशा वेळेला आपण अ, थोडंसं अलर्ट राहून किंवा अजून थोडासा अवेअरनेस मिळवून त्यातल्या युक्त्या शोधून काढल्या. म्हणजे उदाहरणार्थ एखादा फोटो आपण अ, टाकत असू, तर त्याचं लोकेशन डिसेबल करून जर टाकलं, तर अ, समोरच्या व्यक्तीला किंवा जे चोर आहेत त्यांना कळणार नाही की हे नक्की लोकेशन कुठे आहे? आणि तुमच्याबरोबर होणारा जो घातपात आहे. त्याची संभावना बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता असते. अ, आणि इतरही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही कोणाला आधार कार्ड शेअर करत असाल किंवा पॅन कार्ड शेअर करत असाल. तर त्याच्यावरचा जो मन नंबर आहे ना? तो मास्किंग तुम्ही करू शकता. अशे अशा काही सुविधा आहेत. ते मास्किंग करा आणि मग ते पाठवा तुमचं डॉक्युमेंट. पण अ, शक्य असेल तेवढं अशा गोष्टी टाळा आणि अ, खूप खबरदारी घेणं, खरंच गरजेचं आहे. जेव्हा आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत असतो.
हं. बरोबर. हं, हं. अच्छा. दिसतं, हां. हां. बरोबर, हां. हं, हं. हं, हं. बरोबर. हो, पॅन कार्ड. हं, हं. बरोबर. बरोबर. हं. हं, हं. खूप, खूप छान! म्हणजे हे सगळी आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो. तेव्हा ही सगळी खबरदारी घेणं फार गरजेचे असते नाही का? तर असं म्हणजे काही असं एका जवळपासच्या लोकांमध्ये किंवा घरात असं काही कधी झालं आहे का? की चुकून एखादा आपल्याकडून पोस्ट झाली किंवा मग त्यापासून मग गैरसमज किंवा मग अ, कोणीतरी आपला फायदा घेतला बा?
हो. हो ना, हो ना. <clears throat> अ, समज गैरसमज हे होतच राहतात. फायदा तर घेतच असतात बरं का. आपल्या नकळत अ, आपल्यावरती हल्ला करण्यासाठी सायबर क्रिमिनल्स आपल्यापेक्षा खूप जास्त तयारीत असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते आणि जर आपण अ, अ, डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाइन अ, ...च्या अ, दुरुपयोगाकडे जर लक्ष नाही दिलं, तर खूप मोठं अ, नुकसान आपलं होऊ शकतं, असं मला वाटतं. आणि अ, शिवाय जे कुटुंब आहेत किंवा ग्रुप्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण जर आपलेच फोटो शेअर करत राहिलो किंवा आपल्या मुलांचे शेअर करत राहिलो, तर कोण जाणे, कधी आपल्या फोटोचा किंवा इतर गोष्टींचा गैरवापर होईल. आणि अ, नको असलेले अ, आरोप आपल्यावरती येतील, याचा काही आता म्हणजे खात्री देता येत नाही. म्हणून खूप सावध राहणं खरंच गरजेचं आहे आता.
बरोबर. हं. नसते. बरोबर, हां. हो. हं. हं. बरोबर, हां. अ, बरोबर. नक्कीच, नक्कीच. आणि जसं बघा आपल्या घरात लहान मुलं असतात, तर अ, किंवा मग काही आपले आपल्याला बरेचदा असं होतं ना, की आपल्याला त्यांच्याकडे फोन देणं टाळतो. पण असं युगच असं आलं आहे, की मुलांकडे पण फोन द्यावा लागतो, आपल्याला नाही का? अ, तर अ, मग आपल्या घरात काही नियम असायला हवे का? की मुलांना किंवा आपण काही शिकवायला हवं का? की सोशल मीडियावर आपण काय टाकावं किंवा काय टाकू नये? तर जर का आपल्याला शिकवायचं असेल, तर त्याची सुरुवात आपण कशाप्रकारे करायला हवी?
हां. हो ना. हो, हो. अह, त्याची सुरुवात मी म्हणेन की आपण स्वतःपासून करायला हवी. कारण आपण जे काही करतो, त्याचं अ, मुलं नेहमीच अनुकरण करत असतात. म्हणून आपणच जर व्यवस्थित असू किंवा आपणच जर त्याबाबतीत शिस्त पाळत असू, तर मुलं नक्कीच शिस्त पाळतील. असा माझा ठाम विश्वास आहे. दुसरं, मुलांकडे जेव्हा फोन देतो त्यावेळेला मुलांना अ, म्हणजे काही इन्फॉर्मेशन हवी आहे, माहिती हवी आहे Googleवरून किंवा अभ्यासाशी रिलेटेड अशा गोष्टींसाठी मोबाईल द्यायला हरकत नाही. पण मुलांना आपण मोबाईल दिला आहे आणि ते त्यांचंच Snapchat म्हणा किंवा Facebook, Instagram अशा प्लॅटफॉर्म्सच्या अ, छंदाला लागत असतील किंवा नादाला लागत असतील, तर ते थोडंसं विचार करण्यासारखं आहे आणि अ, मुलांचं जे भवितव्य आहे. ते अडचणीत येण्याची खूप दाट शक्यता आहे. आज आपण टीव्हीवरती बऱ्याच बातम्या ऐकतो अ, आणि खूप चांगल्या नाहीयेत त्या बातम्या आपल्याला ऐकण्यासाठी. पण असं कधीही कोणाबरोबरही होऊ नये, यासाठी अ, उपाय करणं खरंच गरजेचं आहे.
हा. नक्कीच. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हो, नक्कीच. बरोबर, हं. हं. हो नक्कीच. म्हणजे, तुम्ही खूप छान सांगितलं. म्हणजे, आपण मुलांकडे फोन द्यावं नाही किंवा मग दिला तर मग, त्यामध्ये गरजेचं फार गरजेचं आहे. मग कधी असं होतं का तुमच्या घरातले मुलं जेव्हा फोनमध्ये तुम्ही त्यांना हाताळायला देतात. तेव्हा कधी तुम्ही त्यांची ब्राउजिंग हिस्ट्री वगैरे कधी चेक करता का?
हो. लक्ष देणं गरजेचं हो. हो ना. मी नेहमीच ब्राउजिंग हिस्ट्री चेक करत असते फक्त मुलांची नाही अ, तर सगळ्यांचीच, कारण मला काळजी आहे. ते काय बघतात याच्यासाठी नाही, पण अ, जे काही ते बघत आहेत ते किती सेफ अ, त्या साइट्स आहेत. अ, त्याचा कोणी गैरवापर नाही न करत? ह्या सगळ्या गोष्टीची काळजी असते. म्हणून मी अ, सगळ्या साइट्स म्हणजे ब्राउजिंग हिस्ट्री मी चेक करत असते आणि मला जिथं कुठे संशय वाटतो आहे अ, तिथं मी लगेचच त्या-त्या व्यक्तीशी बोलून म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींशी, मुलांशी म्हणा अ, किंवा सासू-सासऱ्यांनी एखादी साईट पाहिली असेल तर मी अ, आवर्जून विचारते की तुम्ही ही साईट कशासाठी ओपन केली होती? कोणी काही बोललं होतं का? कोणाचा फोन आला होता का? अशा पद्धतीचा अ, अवेअरनेस मी त्यांनाही देत असते आणि मीसुद्धा खूप काळजीपूर्वक बघत असते, की काही इन्फॉर्मेशन, आपली जी कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन ज्याला गोपनीय माहिती म्हणतो, ती कुठे गेली नाही ना? हे तर मी सांगतच असते. शिवाय मुलांच्या हातात फोन देताना आणि अ, खास करून वृद्धांच्या हातात फोन देताना त्यांना मी नेहमी सांगतच असते, की तुमची जी माहिती आहे ती इतर कोणालाही द्यायची नाही आणि अ, कोणीही तुम्हाला ओ-टी-पी किंवा कधीच कोणी विचारणार नाही तर आपणही कोणालाही द्यायचा नाही, कोणी मागितलं तरी. याबद्दलचं अ, अवेअरनेस म्हणूयात आपण अ, मी घरातल्या सगळ्यांना दिला आहे. ऑफिसमध्येही आमच्याकडे असे खास अ, सेशन्स कंडक्ट केले जातात बाहेरच्या ट्रेनर्सकडून. त्याच्यामुळे थोडीशी जास्त माहिती मलाही मिळालेली आहे.
हां. बरोबर. हं. हं, हं. हं. हां. हं, हं. हां. हं. अच्छा, हां. बरोबर, हां. माहिती म्हणतो. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. अरे वाह! हो. अरे वाह! बरं. म्हणजे एकंदरच तुम्हाला सोशल मीडिया किंवा हे जे काही ऑनलाईनबद्दलची जी माहिती आहे, म्हणजे काय शेअर करावं, किंवा काय करू नये, खूप छान आहे म्हणता येईल अ, आणि तुम्ही खूप म्हणजे चांगल्या प्रतीने तुमच्या कुटुंबाला किंवा इतरही सदस्यांना ते देता. खरंच खूप छान आणि उल्लेखनीय असं म्हणता येईल तुमचं काम. तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं, धन्यवाद!
हो, हो. अ, हो. मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचा आवाज खूपच सुंदर आहे. आणि तुमचे प्रश्नही इतके छान होते, की मी स्वतःला थांबवू शकले नाही अ, जास्तीची माहिती देण्यास पासून आणि मला असं वाटतं की कधीही कोणाचंही, अ, केवळ अज्ञानामुळे नुकसान आणि आर्थिक नुकसान तर नकोच नको कोणाचंही नुकसान होऊ नये. आणि मोबाईल किंवा प्लॅटफॉर्म्स जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, हे जेवढे चांगले आहेत तेवढेच ते वाईट आहे, याची अ, जी कल्पना आहे ती घरातील, कुटुंबातील, समाजातील प्रत्येक व्यक्तीला असावी असं मला वाटतं. पण तुमच्यामुळे आज हे मला शेअर करता आलं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं, याच्याचा याचं मला खूप छान वाटत आहे. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढे छान प्रश्न विचारले आणि मी माझं मनातल्या सगळ्या अ, गोष्टी ज्या आहेत, इन्फॉर्मेशन आहे ते मी पुढे पास ऑन करू शकले त्यासाठी खूप खूप धन्यवाद!
हं. हं. हं.